नक्कीच. अ, यासाठी मी अ, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कोणताही ॲप वगैरे मला बनवायचा असेल आणि माझ्या आयडियाज जे आहे ना, जास्त करून ॲप ओरिएंटेडच असतात. म्हणजे ॲप्स वगैरे बनवायचं किंवा बिझनेसच पण असतात. पण अ, बिझनेस मी सध्या असं सुरू केलं नाही. पण लिहून ठेवतो मी जर आयडिया आलं तर, नाही का, इन फ्युचर जेव्हा सेव्हिंग्ज वगैरे आपली होईल. आणि फ्युचरमध्ये स्टार्ट करायचं असेल तर. आणि अ, जसं तुम्ही म्हटलात, की "काय मी नेमकं करतो?" जसं मी सांगितलं ना, फ्लो चार्ट मी बनवतो. कोणतंही ॲप बनवताना, तर आधी मी तर डायरी वापरायचो. पर्सनल डायरी आहे माझी एक छोटी. हार्ड कॉपीवर म्हणजे अ, ओल्ड वे इज द बेस्ट वे असं म्हणतो ना? आपण <chuckles> हो. मग ते पेन एंड पेपरनेच मी नोटडाउन करतो तिथे पॉइंट्स तर. मग कुठेतरी काय व्हायला लागलं? मला, की अरे, थोडी जागा जर मोठी असली असती तर बरं झालं असतं. मग ते लहान मुलांचे हे असतात बघा अ, स्केच बुक
हं. अच्छा! हं, हं, हं. हां. हां, हां, हां. हं. मग? ॲप बनवताना. हो. अ, हां. लिहायच आहेत. हां. हो ना. अगदी खरं आहे. <chuckles> हो. हां. हं. स्केच बुक. हां, मोठे. हां. बरोबर.
मोठ्या-मोठ्या साइझचं नसतं का? ए 5 साइझचे थोडं मोठं असतात ते. मग अ, चित्रकलेच्या. हो. आणि ब्लँक पेजेस असतात. पूर्ण कोरे आणि जाडच्या जाड असतात बघा ते, म्हणजे तर मी ते नोट्स वापरणं म्हणजे काढण्यासाठी किंवा फ्लोचार्ट काढण्यासाठी वापरायचो. अ, आणि आताही वापरतो. म्हणजे त्याचा फायदा मला असा वाटतो, की एका पेजवरनं माझा पूर्ण आयडिया कव्हर होऊन जातं. आणि तिची जागा पण खूप मोठी असते नाही का? आणि मी पेन्सिलनेच लिहतो तिथे नाही का, पेन नाही लिहत. आणि पेन्सिलने लिहिण्याचा फायदा हा आहे, की एखाद्या वेळेस आपल्याला आयडिया येते आणि ती आपण लिहितो. पण अ, नंतर वाटतं, की हां, ह्यामध्ये मी असं पण करू शकतो. थोडा एक्स्ट्रा एड करायचा असेल ना, मग ते खोडून
हां, हां. हो, हो, हो. चित्रकलेच्या वह्या. हं. हो. हो ना. हो, हो, हो. हं. हां. अरे वाह! हं. अच्छा. हो ना. हां. <chuckles> हं. हां. म्हणजे बदल कर करू शकता.
हां. मग ते खोडून मी पुन्हा त्यामध्ये दुसरं अ, थोडं एड-अप करतो. तर हे अ, मी एक पद्धत वापरतो नाही का, आणि मग अ, दुसरं अ, म्हणजे, आपले म्हणतात. स्टिकी नोट्स वगैरे असतात बघा, मग ते पण मी अ, वापरतो. जेव्हा समजा मला आता काम सुरू करायचं आहे एखाद्या ॲपवर रिअल टाईममध्ये. आधी मी स्टिकी नोट्स स्टेप बाय स्टेप आपण टास्क एक असतो ना, त्याला सब टास्कमध्ये कसं डिव्हाईड करतो. तसंच मी ॲपच्या प्रोजेक्टला छोट्या-छोट्या पार्ट्समध्ये डिव्हाईड करतो. फीचर्समध्ये आहे ना, हे फीचर, हे फीचर आणि एट अ, टाईम एकच फीचर मी बनवतो आणि स्टिकी नोट्स आधी बनवून ठेवतो. हां, की हे हे फीचर्स मला करायचं आणि हो मदत होते आणि ते फीचर कंप्लीट झाले, की ती स्टिकी नोट रिमूव्ह करत असे. रिमूव्ह होतं आहे ना, ते रिमूव्हेबल असतं, काढून टाकतो. मग एक झालं, 2 झालं. ते छान वाटतं. मग अ, असं केल्यावर, की एक-एक स्टेपने आपण पुढे जातो आहे.
हं. ओके. हं, हं, हं. हां. हां. हो. हं, हं, हं. त्याच्याने मदत होईल तुम्हाला. हं. हं, हं. बरोबर. हां. अगदी खरं आहे. नाही खरच. पण मग अ, कधी-कधी होतं, की नाही ते जमत नाही किंवा अ, लिहायला वेळच नसतो किंवा काहीतरी असा प्रसंग येतो, की अरे आयडियातर आली आहे. पण वेळ नाही आहे किंवा काहीतरी दुसरंच, काहीतरी त्यासोबत. दुसरं कामही आलं आहे किंवा दुसर कोणीतरी आलं आहे डिस्टर्ब करायला किंवा पटकन बोललं आहे. मग त्यावेळेला तुम्ही कसं करता?
हो. हो. हो ना.

नाही ना, मला नाही यायला लागल्या आयडियाज मी म्हटलं हे काहीतरी भलतंच सांगितलं ह्यांनी आणि आयडियाज वगैरे तर पुन्हा मला येत नाही आहे किंवा जे अ, माझा फ्लो तुटला होता ते अ, सुचतच नाही आहे काही. मग त्यांनी अ, मी पूर्ण आर्टिकल पुन्हा वाचलं री रीड केलं डीपमध्ये. मी वरून-वरून आती स्कीम केलं होतं नाही का, फक्त वरून-वरून बघितलं होतं. मग हं, मग अ, नंतर कळालं की अ, जेव्हा असं एखादी गोष्ट करतो ना आपण अ, म्हणजे अ, आवडतीची गोष्ट अ, जेणेकरून तो न्यूरॉन पुन्हा अ, चांगला होईल किंवा रिकव्हर होईल, तर त्याची अशी टाईम लिमिट नसते म्हणजे 5 सेकंदात कोणाचा होऊ शकतो, लगेचच्या लगेच अ, काही जणांचा एका दिवसात होऊ शकत, काही जणांचं मॅक्सिमम 2 ते 3 दिवस लागू शकतात म्हणजे असं एवढा पण जास्त कालावधी लागू शकतो आणि ते अवलंबून असतं की कोणत्या सिच्युएशनमध्ये झालंय अ, म्हणजे सायकॉलॉजिकल शॉक तुम्हाला लागलाय. काही जणांना असतं बरं इमोशनल शॉक लागतो अशा वेळेस झालंय. तर अ, मी अ, म्हणजे खेळत राहिलो मग त्या दिवशी नाही का 2-3 घंटे गेम मग सडनली मला अ, पूर्ण ते आयडिया जी होती रिकव्हर झाली म्हणजे लक्षात आलं अरे हां, मी हे करतो म्हणजे खेळता-खेळताच माझ्या लक्षात आलं गेम. हां, तर असं होतं बघा. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही अ, केल्या पाहिजेत. थोडा ब्रेक घेत-घेत अ, अ, काम करण्याचं महत्व मला कळालं मग तेव्हा, नाही का? थोडं पोमोडोरो टेक्निक म्हणून असतं अ, 40-45 मिनिटं काम केलं की तुम्ही ब्रेक घ्यायचा, 5-10 मिनिटाचा, जेणेकरून तो न्यूरॉन पण असेल किंवा ब्रेन असेल आपला रिलॅक्स होईल.
अरे बापरे! <chuckles> हां. हं. ओके, हं. हां, हां, हां, वरून-वरून बघितलं. हं. हं, हं. हं. अच्छा, हां. हं. अच्छा! हं, हं, हं, हं. ओके. हां. हो ना, हं. मग? हं, हं, हं. <chuckles> हां. ओके. हं. हां. ओके, हं. ओके, हं. मग कधी-कधी काय होतं ना बघा कधी-कधी एका ह्याच्यातच किंवा अचानकपणे असे विचार येतात आणि त्याच्यातून आयडिया येते आणि अ, मग ती टिपा टिपण्याला काय काय फेव्हरेट पद्धत आहे तुझी किंवा काय करता तुम्ही की जेणेकरून ते तुमच्या नंतरही लक्षात राहील. कारण की खूप वेळेला असं होतं की आयडियाज तर येऊन जातात, पण आपण ना त्याच्यावरती अंमल नाही करत ती व लक्षात नाही ठेवत किंवा लिहून नाही ठेवत. मग अशा वेळेला तुम्ही काय करता व्हॉइस नोट्स, स्केच किंवा इतर शॉर्ट फॉर्म किंवा काही क करता का जेणेकरून ती तुमच्या नंतरही लक्षात राहील ती आयडिया? काय करता? हं.
हो. हो. हो ना. नक्कीच. असं खूप वेळा होतं माझ्यासोबत नाही का आणि अ, मला आठवतं सुरुवातीला आयडिया जेव्हा यायची ना, मला काय वाटायचं मी ठेवेल लक्षात, नाही का, नंतर अ, नोट डाउन करेल घरी गेल्यावर. पण घरी गेल्यानंतर तोपर्यंत मी विसरून जायचो ते <chuckles> म्हणजे असं पण व्हायचं हां, मग मला लक्षात आलं जेव्हा केव्हा आपण काही गोष्टी करत असतो ना आयुष्यामध्ये दै दैनंदिनच्या किंवा येत-जात असतो, अ, तर अशा वेळेस ना क्रिएटिव्हली एखादी आयडिया येते बघा आपल्याला अचानकच.
हां. हां, हां, हां. अरे बापरे! हां. हां, हां, हां. हं.

अच्छा! मग?
हो. मग आन ऑनलाईन रिसर्च केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अ, आपलं डोकं जे आहे ब्रेन जे आहे ना, मेंदू जे म्हणतो आपण. त्यामध्ये न्यूरॉन्स असतात, नाही का. आणि न्यूरॉन्सचं ए आपलं एक अ, जाळं असतं आणि न्यूरॉन्सचं अ, अ, रिस्पॉन्सिबल असतात सर्व काही आपला अ, जो फ्लो आहे, लॉजिक किंवा आपण जो विचार करतोय. म्हणतात ना एक कल्पना क्रिएट होऊन आपण ते कागदावर वगैरे लिहितो किंवा कोणतेही काम कर
हं. हं, हं. हां. हं, हं. हां, हां, हां, हां. बरोबर. हं, हं.
आणि हे न्यूरॉन्सचं जे अ, एक इंटरकनेक्शन असतं ना, तर अ, ह्याला त्याने असं समजावलं, मला तर सुरुवातीला कळतच नव्हतं खूपच थोडं टेक्निकल भाषेमध्ये लिहिलं होतं त्यांनी, म्हणजे मेडिकलची फील्ड असते ना, त्याचं टाइपचं.
हं. <chuckles> अच्छा. हं, हं. हां, हां.
मग मी अ, स्वतःच्या ह्याच्यान थोडं मला अ, डीप सर्च करून मला जेव्हा लक्षात आलं, की हां, थोडक्यामध्ये मला असं लक्षात आलं, की न्यूरॉन्स पण अ, ए ची पण एक लिमिट असते प्रत्येक नाही का? जसं हां. जसा आप त्यांच्यावर मानसिक ताण येतो ना, आपल्या डोक्यावर खूप जास्त स्ट्रेस आपण द्यायला लागलो. उदाहरण झालं ओव्हरलोड जर झाला, तर न्यूरॉन कुठेतरी जागेच बसून जातो मग तो. म्हणजे चालत नाही कंटिन्यू पुढं आणि तो एखादा न्यूरॉन जर बसला जागीच, तर अशा वेळेस अ, आपलं हे होतं म्हणजे ब्लँक व्हायचं आपण जे म्हणतो ना, म्हणजे एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉन अ, ...पर्यंत जाण्यासाठी मधला न्यूरॉन जर बसून गेला असेल किंवा ओव्हरलोडमुळे अ, लिंक तुटली असेल, तर तसं होतं आणि त्याला रिकव्हर व्हायला थोडा टाईम लागतो. हं.
ओके. हं. हां, हां, हां, हां. हं. हां. अरे बापरे! हां. हां. हां, हां, हां, हां, हां, हां. अ, हां. हां. अच्छा! हे असं आहे तर. ओके. अच्छा. मग?
हो, असंच आहे. अण आणि ते रिकव्हर व्हायला त्याला टाईम लागतो ना अ, मग त्यांनी असं सांगितलं, की ह्याला जर तुम्हाला रिकव्हर करायचं असेल, तर बेस्ट अ, चान्स किंवा बेस्ट अ, ट्रिक तुम्ही जे करू शकता, तुम्हाला जे आवडतं ना, ते तुम्ही करा. म्हणजे काही गोष्ट असो मग, एखादा छंद असतो, एखाद्याला गाणं वगैरे ऐकायचं आवडत असतं किंवा गेम वगैरे तुम्हाला खेळायला आवडतो ऑनलाईन, काहीही करा. तर अ, अच्छा मी वाटलं असं आहे का. मग मी गेम्स वगैरे खेळायला लागलो किंवा गाणी वगैरे माझी फेव्हरेट ऐकायला लागलो. हं. मग
हं. हां, हां. हं. हं, हं, हं. ओके. हां. ओके. हं. मग त्याच्याने फरक पडला का पण तुम्हाला? म्हणजे त्याच्याने नंतर पुन्हा आयडियाज वगैरे यायला लागल्या?